काय आहे ना आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठला प्रकल्प हाती घेतोच. आणि त्याला चालू करणं हा, म्हणजे खूप मोठा धाडसी निर्णय असतो. तर तुम्ही असा कुठला प्रकल्प हाती घेतला होतात आणि त्याला सुरुवात केली होती?
आता काय माहिती आहे का? ही गोष्ट ना अ, कोविडच्या वेळेस जेव्हा लॉकडाऊन लागला होता ना, या वेळेची आहे. तर त्यावेळेस काय झालं, की भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेल्या ना. त्यात अ, माझी नोकरी गेली होती. आणि अचानक अ, असं झाल्यावरती असं वाटतं ना आपल्याला, की आता काय करायचं? कारण नवीन नोकरी मिळण्यात त्या काळेस खूपच कठीण होतं.
हं. बरोबर. हं. अरे बापरे! हं. हं.
लोकांना तर अ, म्हणजे भरपूर लोकांना नोकऱ्या अ, त्यांचे गमवायला लागल्या होत्या आणि नवीन नोकऱ्या नाही मिळत होत्या मला. तर मग मी असा विचार करत होती, की आता घर कसं चालवायचं. आणि एकतर लॉकडाउन. म्हणजे बाहेर कुठे जाऊ पण नाही शक
बरोबर. हो. हं. बरोबर. मग तुमचा पहिला पाऊल काय होता?
तर काय करायचं? मग तेच मग मी विचार केला, की काय करायचं? तर माझ्या घरात अ, आईनं लग्नात दिलेली माझी शिलाई मशीन होती. आणि त्याच्यावर मी काही ना काही असं बनवायची. मग मला आठवण आली, की अ, आता ह्याचं काहीतरी करूया आपण उपयोग आता. टेन्शनमध्ये काय करणार ना माणूस? तर मग मी ती शिलाई मशीन असंच माझं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी काढली. आणि जेव्हा ती शिलाई मशीन काढत होती तेव्हा मी पाहिलं, की माझ्याकडे भरपूर साड्या होत्या. ज्या मी घालत नाही आहे. म्हणजे आपण लग्न समारंभाला कसे भारी जरीच्या साड्या वगैरे असतात ना तशा होत्या. तर मी विचार करत होती आता तर हे घालत तर नाही आहे, किती वर्ष राहिली. तर ह्याचच काहीतरी बनवूनया. तर मग मी पहिली माझ्या घरासाठी अ, बनवलं. त्याचे मी छान-छान असे कुशन कव्हर्स आणि टेबल क्लॉथ जे असतात. तसं बनवलं टेबल रनर्स वगैरे. आणि संध्याकाळी जेव्हा माझे मिस्टर घरी आले ना, त्यांनी पाहिल्यावर म्हणजे ते एकदम आश्चर्यचकित झाले, की हे घरात इतकी शॉपिंग करून, घर एकदम डिझाइनर स्टुडिओ सारखं का वाटतंय? <chuckles> तर मी म्हटलं अहो काही शॉपिंग नाही केली आहे. माझ्याकडे ना भरपूर साड्या पडल्या होत्या. आणि भरपूर कापडही आहे. शिवणकाम करण्यासाठी मी आणून ठेवलं होतं. तर त्याचाच वापर करून मी हे केलं. तर ते म्हणाले, "हे तर एकदम असं वाटतंय, की डिझायनर शॉपिंग तू करून अख्खं घर सजवलंय. तू आणखीन का नाही बनवतं?" तर मग आपण गिफ्ट करूया ना आईला. तर मी म्हटलं "हां, ठीक आहे बनवते."
हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. हं. अरे वाह! हं. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. हं. हं.
मग मी त्याचे फोटोज काढून माझ्या Instagramवर टाकले. माझ्या म कुटुंबाने दाखवायला की हे बघा मी नवीन काहीतरी लॉकडाउनमध्ये करते, काहीच नव्हतं करत. मग ते जेव्हा केलं ना तर सगळ्यांचे विचारायला प्रश्नच सुरु झाले एवढे भरपूर की "हे कुठून घेतलं? काय आहे? आम्हाला पण हवं! किती छान कलरफुल स्पेस दिसतेय!" मग मी त्यांना सांगितलं मी कुठून नाही घेतलं मी हे स्वतः बनवलंय.
अरे वाह! हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. मग काय त्यांची प्रतिक्रिया होती तेव्हा?
आणि तेव्हा खूपच चांगली त्यांनी सांगितलं की "आमच्यासाठी पण बनवं, आम्ही तुम्हाला कपड कापड पाठवतो किंवा जे काही हवं ते मला सांग, मी कुरिअर करते. पण मला हे बनवून दे आणि माझा ऑर्डर घे." तर मी म्हटलं, "ऑर्डर घे!?" <chuckles> आता हे काहीतरी हे माझ्या कानाला ह्याचा आवाज आवडला की ऑर्डर घे. तेव्हा मग माझी ही बिझनेस आयडिया सुरु झाली डिझाइनर इंटिरियर्सची. तर मी मग तेव्हापासून सुरुवात केली. आता तेव्हा तर मी एकटीच होती. तर माझ्याने अ, सुरुवातीची ऑर्डर्स माझ्या मैत्रिणींचे आणि माझ्या कुटुंबियांचे होते.
<chuckles> हां. हं. अरे वाह! हं. <chuckles> हं. बरोबर. हम्म. वाह, वाह! बरोबर. बरोबर, बरोबर. मग तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली डिझायनिंग इंटिरियरच्या बरोबर? आणि मग त्याच्यात अ, सुरुवातीच्या टायमाला तुमची टीम तुमच्याकडे, ला अ, ...तुम्हाला लागणारी जी फंडिंग होती. रिसोर्स जे-जे लागणार होते, तर याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण द्या ना! कसं काय तुम्ही मॅनेज केलं? पहिल्या महिन्यात, पहिल्या वर्षात कसं केलं?
आणि मग हो. हो ना. हां. तर मी काय केलं माहितीये का, की सुरुवातीला तर मी एकटीच होती ना.
हं.
तर सुरुवातीचे 6 महिने मी एकट्यानेच जे काही माझ्या मैत्रिणींचे आणि कुटुंबियांचे ऑर्डर होते ते मी केले. आणि त्यानंतर मग मी विचार केला की आता ह्याला थोडंसं ग्रो करायला हवं. तर आमच्याच सोसायटीमध्ये माझ्या मैत्रिणी ज्या होत्या ना मी त्यांना सांगितलं की तुमच्या कोणामधून जर का शिलाई काम कोणाला येत असेल तर माझी हेल्प कराल का? तर त्यातल्या माझ्या 2 मैत्रिणी होत्या जे म्हणजे त्यापण हाउसवाईफच होत्या आणि त्यांना पण काही नव्हतं करायला, पण हां त्यांच्या घरी शिलाई मशीन होती आणि त्यांना चांगलं शिवणकाम यायचं.
हं. हं. बरोबर. हं. बरोबर.
तर मी मी त्यांना सांगितलं की बघ आता लॉकडाउन आहे आपल्याकडे आणखीन तर काही कामधंदे नाहीयेत, नोकरी पण नाही तर आपण हेच का नको करूया. तर तू माझ्यासोबत जॉइन हो ना आणि आपण एक टीम म्हणून काम करूया. तर आम्ही तेच केलं आणि मग नंतर आम्ही ऑनलाईन सामान वगैरे मागवलं जे काही आहे ते आणि आम्ही तिघींनी मिळून हे काम कामाची सुरुवात केली.
बरोबर, हं. हं. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच, म्हणजे तुम्ही तुमची टीम सुरुवात केली आणि मग पहिल्या म्हणजे तुम्ही जशी सुरुवात केली मग तेव्हा तुम्हाला आलेल्या अडचणी आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात आणि मग कसं त्यांना सोडवलं?
अडचणी म्हणजे, त्यावेळेस काय होतं माहितीये का, की लॉकडाउन होतं म्हणून आम्ही बाजारात जाऊन प्रत्यक्षात बघून मटेरिअल नाही खरेदी करू शकत होतो. ही एक माझी सगळ्यात मोठी अडचण होती, कारण आपण कापड जेव्हा घेतो तेव्हा त्या कापडाचं फॅब्रिक कसं आहे ते आपण हात लावून पाहतो ना, की ते मऊ आहे की नाही? आणि त्याचे रंग प्रत्यक्षात कसे दिसतात. ऑनलाईन फोटोमध्ये ते रंग थोडे वे वेगळे दिसतात. पण, प्रत्यक्षात ते वेगळे दिसतात तर ही एक खूप मोठी अडचण होती माझ्यासाठी, पण ते कसं ना कसं करून आम्ही एडजस्ट केलं त्याला.
बरोबर. हं, हं. बरोबर. हो. हं. बरोबर. आणि मग? हं, आणि मग हिला नंतर तुम्ही कशी सोडवली या सगळ्या अडचणीला?
आता ह्या अडचणीला सोडवण्यासाठी म्हणजे ट्रायल एंड एरर मेथडच होती. आम्ही असे 4-5 ठिकाणावरून आमचं जे रॉ मटेरियल होतं कापड झालं धागे आणि एम्ब्रॉयडरी करण्यासाठी लेस वगैरे जे असतात ते आम्ही मागवून आधी सॅम्पल्स मागवले, मग ज्या डीलरकडून आम्हाला वाटलं की हा इथे आता क्वालिटी आणि कॉस्ट ह्याचं दोन्ही चांगलं आहे. तर त्याला आम्ही मग नंतर सिलेक्ट केलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला बल्कमध्ये रेग्युलर बेसिसवरती हे हवंय. मग अशा प्रकारे आमची ती अ, जी अडचण होती ती आम्ही मिटवली आणि एक डिलर फायनल केला ज्याच्याकडून आम्हाला कपडे, धागे, लेस हे सगळं भेटायचं.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं. हं. बरोबर. बरोबर. नक्कीच. हं. बरोबर, आणि कधी-कधी काय होतं, की जेव्हा आपण नवीन व्यवसाय सुरू करतो. तर तेव्हा आपल्याला जो वेन्डर आहे जो डीलर आहे हा फायनल करणं खूप कठीण जातं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सांगत आहात. तर मग तुम्हाला पर्सनली तिथे व्हिजिट करणं का ही म्हणजे सोयीस्करही नव्हतं, आणि जाऊही शकत नव्हता. मग तुम्ही तेव्हा कसं मॅनेज केलं? की वेन्डर सापडवणं, त्याच्यासोबत डील करणं, त्यानंतर त्याला फिक्स करणं.
हं. हं. नाही. तेच मी आता सांगितलं ना तुम्हाला, आम्ही आधी वेन्डर्सकडून सॅम्पल्स मागवले आणि ज्या वेन्डरचं आम्हाला सामान, आणि क्वालिटी, आणि काॅस्ट ओके वाटलं, सगळ्यात बेस्ट वाटलं. त्याला आम्ही फायनल केलं आणि त्याला सांगितलं, की आम्हाला हे दर महिन्याला एवढा-एवढा सामान लागणार आहे. तर आम्ही तुला जे सांगणार, ते तू डिलिव्हर करायचं. मग अशा प्रकारे आम्ही त्याला फायनल केलं.
हं. हं. हं. हो. हो, पण प्लॅटफॉर्म कुठलं वापरलं तुम्ही हे वेन्डर शोधण्यासाठी, आणि ते सर्व करण्यासाठी? हं, जसे की, हां.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स होते ना वेगवेगळे. इंडिया मार्ट आहे, Amazon आहे. तर असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. तर आम्ही खूप अ, शोध केला त्याच्यावरती, Google सर्च वगैरे केलं. इंडिया मार्टवरती कित्येक व्होलसेलर्स आहेत. भरपूर वेन्डर आहेत तिथे.
बरोबर. हं. बरोबर. तर मग आता तुम्ही तुमच्या अ, म्हणजे व्यवसायाकडे बघतात. तर तेव्हा तुम्हाला असं काय जाणवतं, की आपण कुठलीही चुकी केलेली आहे आणि ती जर नसती केली तर आपण अजून लवकर या हं, व्यवसायात म्हणजे सक्सेसफुल झालो असतो, आणि काहीतरी वेगळी दिशेत राहिलो असतो अजून?
अ, चुकी तर मी नाही म्हणणार. कारण ही बघा अ, आता त्यावेळेस माझ्याकडे नोकरी नव्हती. माझी नोकरी लॉकडाउन लागल्यामुळे कोव्हिडमुळे गेली होती. आणि हेच अ, सुदैवाने देवाचा एक इशारा होता की आता तू काहीतरी नवीन कर.
हं. हं. बरोबर. हं.
आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट मी जर का अ, लवकर सुरु केली असती तर माझा एक साइड बिझनेस थोडं लवकर सुरु झालं असतं. पण मी त्यात एवढं लक्ष नाही दिलं किंवा मला हे स्वतः नाही माहिती होतं की मी हर खरोखर हे करू शकेन.
बरोबर. हं. बरोबर.
कारण आपण कसं घरगुती कामासाठीच हे शिलाईचं मशीन वापरतो, की ठीक आहे बाबा एखादा ड्रेस जर अल्टर करायचा असला किंवा काही जर अ, कापड फाटलं तर त्याला शिवण्यासाठी वापरलं. इतकंच होतं माझं शिलाई मशीनचं काम. पण लॉकडाउन लागलं आणि मला काहीतरी असं सुचलं की मी काही ना काही आता भरपूर स्ट्रेस होतोय ते दूर करण्यासाठी मी हे काम सुरु करते. तर मी माझ्यासाठी सुरु केलं आणि त्याची प्रतिक्रिया मला माझ्या कुटुंबियांकडून आणि मैत्रिणींकडून खूप चांगली मिळाली. आणि त्यांनी जे काही प्रोत्साहन दिलं की नाही तू हे खरंच चांगलं करते तर तू ह्या कामाला वाढव. एखाद्या बिझनेस सारखं कर. तर त्यांचं अ, सपोर्ट होतं मला. म्हणून मी हे करू शकले.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर-बरोबर. आता तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची मार्केटिंग हे कुठल्या-कुठल्या प्लॅटफॉर्मवर करतात? आणि तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला ऑनलाईन घेऊन गेला आहात का? आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्यांचं कस्टमर मॅनेजमेंट हे मोठं असतं, बरोबर ना? की रिव्ह्यूज गोळा करणे, हे सगळ्या गोष्टी करणे. तर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कशा मॅनेज करताय?
हो ना. हो, हो. असतं. आता बघा, ते मी सुरुवातीला Instagramवर माझ्या पर्सनल Instagramवर टाकलं होतं. आणि त्यावरून मला खूप चांगले प्रतिक्रिया मिळाल्या. मग नंतर अ, 6 महिने झाले की मला आणखीन भरपूर ऑर्डर्स यायला लागले. मग तेव्हा मी अ, माझ्या कंपनीचं हे एक सेपरेट कंपनी म्हणून मी तयार केली आणि त्याचं एक सेपरेट Facebook आणि Instagram अकाउंट तयार केलं. आमची वेबसाईट आहे. त्याच्यावरती मी प्रॉडक्टचे डिटेल्स टाकते. तर लोकं आम्हाला Instagramवरून पण ऑर्डर्स देतात. Facebookवर मेसेज करतात. आमच्या WhatsAppवरती कॅटलॉग मागतात. किंवा ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर पण जाऊन ते ऑर्डर्स अ, प्लेस करतात. तर अशारिते आम्ही ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून आमचे छोटे-छोटे रील्स किंवा फोटोज घालत असतो. म्हणजे लोकांना आमचं प्रॉडक्ट काय आहे? ते समजेल, आणि त्यांच्याकडे ते फोटो बघितल्यावरती त्यांना मग कळतं, की "हा बाबा, हे हवंय आपल्याला. इतकी क्वांटिटी हवी आहे. ह्या कापडाचं हवंय, ह्या रंगाचं हवंय." ते आम्ही कस्टमाईज पण करून देतो.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. अरे वाह! अ, हं. बरोबर. हं हं. अरे वाह! खूप सुंदर म्हणजे तुम्ही अगदी यशस्वीरित्या आणि तुमचा जो व्यवसाय याला प्रत्येका प्लॅटफॉर्मवरती घेऊन गेलेले आहात. आणि त्यातल्या त्यात तुम्ही व्हेंडर्स मॅनेज केले, टीम बनवली. टीमसोबत तुम्ही काम करायला सुरुवात केली. कस्टमर बेस तुमचा चांगला बनवला आणि यशस्वी ठरला. तर नक्कीच म्हणजे अशा महिला उद्योजकांनाही कोरोनामध्ये काही ना काही एक नवीन आयडिया सुचली आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. ते ऐकून मला फार आनंद झाला आणि याच्यासाठी ये आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
हो ना. <chuckles>
आणि धन्यवाद!
मलाही खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज बोलून आणि ह्या माझ्या बिझनेसबद्दल सांगून आणि तुमचाही खूप खूप धन्यवाद!